खूपदा आपण खूप सारे काम करतो, त्या कामामध्ये इतके दंग होऊन जातो, की आपल्याला असं वाटतं म्हणजे न नवीनपणा, जो असतो तो कुठेतरी आपण विसरतो. तर, अशा वेळेस स्वतःला नव्याने सादर करण्याची सुरुवात, तुम्ही कधी केली का हो?
नक्कीच. अ, स्वतःला आपल्याला सादर कुठे ना कुठे आयुष्यामध्ये, कोणत्या ना कोणत्या अ, परिस्थितीमध्ये, आपण सादर करतच असतो. नाही का. जसं शाळेमध्ये झालं, आपल्या अ, एक्झाममध्ये आपल्याला स्वतःला तयार करून जावंच लागतं किंवा कोणत्याही स्टेजवर म्हणा, स्टेजवर जाताना स्पीकिंग वगैरे करायची असेल, तिथे आपल्याला सादर करावंच लागतं. पण कधी-कधी कसं होतं आयुष्यामध्ये, अपयश अ, खूप येतात नाही का. अपयश जेव्हा येतं आणि अपयशामधून माणूस काही शिकून जेव्हा दुसरं काही नवीन करण्याचा प्रयत्न करतो, तर अशा वेळेस काय होतं, आपल्याला स्वतःला एक अ, स्ट्रॅटेजी म्हणा किंवा एक सायकॉलॉजिकली, मेंटली प्रिपेअर करून अ, सादर करावं लागतं दुसऱ्या अ, व्यक्तीपुढे, बरोबर. तर उदाहरण उदाहरण द्यायचं झालं, तर माझंच मी उदाहरण देईन की
हो, हो. हो, हो. हं, हं, हं. बरोबर. अच्छा. तुम्हाला पण म्हणजे स्वतःला नव्याने सादर करण्याची गरज भासली होती का?
हां. हां, नक्कीच भासली होती ना आणि ही कशामुळे भासली होती कारण की इंजिनिअरिंग अ, अ, जेव्हा मी केलं ना, मी मेकॅनिकल इंजिनिअरिंग घेतलं होतं आणि मला कम्प्युटर सायन्स पाहिजे होतं, नाही का. पण स कम्प्युटर सायन्स अ, जर तुम्हाला घ्यायचा असेल, तर तिथे एक टेस्ट होती म्हणजे ती तुम्हाला क्वालिफाय करायची होती आणि ती होती, अ, म्हणजे कश्यावर म्हणजे वेगवेगळे टॉपिक्स होते त्यामध्ये आणि त्यामध्ये अ, जनरली अ, मेकॅनिकलचाच अ, कट ऑफ म्हणजे किती मार्क तुम्हाला 1st ईयरमध्ये पडलेत? त्याच्यावर हे डिपेंड होतं थोडं नाही का. कारण मी गेलो होतो
अच्छा. अच्छा. अच्छा, अच्छा. अच्छा. अच्छा, म्हणजे ते तुमच्या गुणांनुसार अ, तय करतात का की कोणाला घ्यायचं कोणाला नाही?
हां, आमच्या गुणांनुसार आणि माझे किती अ, 87 काहीतरी होते आणि ते क्लोज झालं 91 काहीतरी होतं. म्हणजे खूप जास्त होता त्यांचा कट ऑफ आणि अ, तेव्हा नाही झालं शक्य. तर अशा वेळेस मला वाटलं, यार अपयश आलं ना माझ्यामध्ये. मग मला स्वतःला सादर करावं लागलं. म्हणजे माझ्या स्किल्स वगैरे कम्प्युटर सायन्सच्या होत्या. 11वी-12वीला माझं इलेक्टिव्ह सब्जेक्ट कम्प्युटर सायन्स होतं नाही का, तर मेकॅनिकल इंजिनिअरिंगमध्ये मला इच्छा नसतानाही जावं लागलं असं म्हणता येईल. तर मग तिथे मला स्वतःला एक अ, प्रिपेअर करावं लागलं, की कशाप्रकारे हे करायचं.
अच्छा, अच्छा. अरे बापरे! हो, हो, हो. बरोबर. हं, हं, हं. अरे बापरे! मग त्यावेळेस तुम्हाला वाईट वगैरे वाटलं का हो? कारण तुमचं ऐकून मलाच वाईट वाटतंय, की तुम्हाला म्हणजे नाही का ती संधी तुमची हुकली.
वाईट वाटलं, पण माझा आयुष्याबद्दल असा दृष्टिकोन आहे ना अ, की जे होतं ते चांगल्यासाठीच होतं, नाही का? फक्त, अ, आणि ते अ, कारण काय आहे त्यामागे, ते शोधायला पाहिजे आपण. तर मी कारण शोधायला सुरुवात केली. झालं ते चांगल्यासाठीच झालं ठीक आहे. आपला प्रयत्न करण्याचं काम आहे, नाही का? अ, मिळालंय-मिळालं नाही-नाही. तर मी जसं म्हटलं अ, मी कारण शोधायला सुरुवात केली. असं झालंय तर चांगल्यासाठीच झालं असणार. काहीतरी याच्यामागं देवाचे एक प्लॅन असणार, नाही का? असं माझी मेंटॅलिटी आहे किंवा एक माइंडसेट म्हणा तुम्ही असा आहे माझा. तर मी ते कारण शोधायला सुरू केलं. मग अ, मेकॅनिकल इंजिनिअरिंगमध्ये मला वाटलं, की "यार, हां, इथं इंजिनिअरिंग ड्रॉइंग आहे, म्हणजे AutoCAD वगैरे आहे, नाही का? AutoCADमध्ये आम्ही कम्प्युटरवर डिझाईन वगैरे करू शकतो 3Dमध्ये आणि मग मी काय करायला लागलो, जे कम्प्युटरच्या माझ्या आवडीनिवडी किंवा स्किल्स होत्या, ह्या मला इकडे कुठं कसं अप्लाय करता येईल मेकॅनिकल इंजिनिअरिंगमध्ये, नाही म्हणजे ते असं ओव्हरलॅप कुठं आहे का, असं शोधायला लागलो, नाही का? मग मग मग AutoCAD किंवा CATIA असे वेगवेगळे सॉफ्टवेअर असतात त्याच्यामध्ये पण आम्हाला कोडिंग वगैरे करावं लागते. म्हणजे रोबोटिक्स म्हणजे रोबोट वगैरे डिझाइन केला आणि त्याला रन वगैरे करायचं असलं, मग तिथं पण कोडिंग कामी येते ना. मग ती स्किल माझी तिथं कामी आली. मग मला असं वेगळ्या पद्धतीनं तिथं सादर अ, करताना मला मजा यायची. हा ए एक उदाहरण होतं असं म्हणेल.
अरे वाह! खूप छान! बरोबर. हं, हं. बरोबर. हां, हां, हां. हो, हो. अच्छा, अच्छा. हां, हां. अच्छा, अच्छा. मग? मग? हां, हां. बरोबर. अरे वाह, वाह! तुम्हाला का वाटलं म्हणजे, नाही का, हे तुम्ही कोडिंग वगैरे शिकावे वगैरे, म्हणजे काय असं तुम्हाला वाटलं, की हे नव्याने तुम्हाला सादर करण्याची गरज आहे?
नव्याने सादर करण्याची गरज हीच वाटली, की मला असं वाटत होतं मेकॅनिकल इंजिनिअरिंगमध्ये असताना, हे खूप ट्रॅडिशनल आहे जे काही चाललंय ते. काहीतरी वेगळं, काहीतरी अ, डिफरंट, आधुनिक हां म्हणजे मेकॅनिकल तर ठीक आहे, अ, मेकॅनिकल इंजिनिअरिंग म्हटलं तर जनरली काय असते माहिती आहे का? अ, फोरजिंग, प्लास्टिक मोल्डिंग, असं कोणते मॅन्युफॅक्चर करणं, प्रॉडक्ट आपण बघतो बघा गाडी मॅन्युफॅक्चर करणं, हे. पण कोडिंग किंवा प्रोग्राम किंवा सॉफ्टवेअर असं मनात येत नाही ना, मेकॅनिकल इंजिनिअरिंग म्हटल्यावर. तर मी स्वतःला बदल केला, त्याच्यामध्ये रोबोटिक्स वगैरे, डिफरंट काय ओव्हरलॅप काय होतो असं अ, रिसर्च केला थोडा आणि मला सापडला एक सब्जेक्ट मग. इलेक्टिव आम्ही घेऊ शकत होतो 3 इअरला. त्याला होता मेकॅट्रॉनिक्स. मेकाट्रॉनिक्स म्हणजे काय आलं, मेकॅनिकल प्लस इलेक्ट्रॉनिक्स प्लस आयटी आणि कॉम्प्युटर सायन्स. म्हणजे जवळपास सगळंच येतं त्याच्यामध्ये, नाही का? हा इलेक्टिवही घेतला आणि अशाप्रकारे आपण अ, मी म्हटलं, की हां मी जसं म्हटलं, की आधी मी काय करायचो म्हणजे जे काही होतं ते चांगल्यासाठीच होतं, असं मी म्हटलं होतं, बरोबर? मग मला कारण सापडलं. हेच तर कारण होतं ना. जे मी कम्प्युटर सायन्स घेऊ घेतलं असतं, तर मी कुठेतरी सॉफ्टवेअरमध्येच अडकून गेलो असतो. आणि हां आणि हार्डवेअरमध्ये पण आलो मी आणि अ, त्याला मला सेपरेट एक सब्जेक्ट पण भेटला, जे ओव्हरलॅप करतोय सर्वच ब्रांचेसला. तर हे मी म्हणेल, की अशाप्रकारे मी सादर केलं स्वतःला. मी
हां. अच्छा. म्हणजे आधुनिक पाहिजे काहीतरी. हं, हं. हो, हो, हो, हो. बरोबर. हं, हं, हं. अच्छा. अच्छा, अच्छा. अच्छा. <chuckles> अच्छा. अच्छा. हां. अडकून गेले असतात. बरोबर. बरोबर, बरोबर. अच्छा आणि हे करण्याची प्रेरणा तुमच्या तुम्हाला कुठून भेटली हो? म्हणजे काय तुम्हाला झालतं एकदम म्हणजे बोलतात ना, खूपदा काय होतं, एकदम म्हणजे नाही का, माणूस त्यामध्ये एकदम हे होऊन जातो नाही का; म्हणजे नको वाटतं नाही का एकदा. जसं तुम्ही बोललात, की तुम्हाला अदूक म्हणजे ट्रेडिशनल गोष्टी झाल्या होत्या त्या. त्यामुळं कुठेतरी आवडलं नाही वगैरे. तर तुम्हाला कसं म्हणजे कुठून प्रेरणा आली?
प्रेरणा मला, हीच अ, ह्यातूनच आली, की मला भीती वाटत होती, कधी-कधी काय होतं भीतीमधून पण प्रेरणा येते, म्हणजे ही गोष्ट मला करायची नाही आहे, अ, म्हणून मी काहीतरी याचा अ, दुसरा मार्ग सापडणार, नाही का. तर मग हा मार्ग मी असा सापडला, की अ, मला भीती याची होती, की ट्रॅडिशनल मी मेकॅनिकल इंजिनिअरिंगमध्ये जे अ, ट्रॅडिशनल सब्जेक्ट असतात, नाही का? मॅन्युफॅक्चरिंगचे त्याच्यामध्येच फसून नाही जाणार असं वाटायचं, मग अ, म्हणून त्याचा अल्टरनेटिव्ह म्हणा, जसं ओव्हरलॅप म्हणा, हे शोधण्यासाठी मी कम्प्युटर सायन्सकडं वळलो. आणि माझा फायदा यामध्ये याच्यामुळे झाला, की 11वी-12वी ला माझं कम्प्युटर सायन्स होतं, इलेक्ट अ, इलेक्टिव्हमध्ये नाही का.
बरोबर. हं, हं, हं, हं. हं, हं, हं. अच्छा, अच्छा, अच्छा. खूप छान. अरे वाह, वाह, वाह! म्हणजे कुठेतरी तुमचा तो एक निर्णय तुम्हाला फायदेमंद ठरला आणि तुम्हाला नव्याने म्हणजे हे सुरू करण्याची प्रेरणा पण तिथून मिळाली.
फायदेमंद ठरला. आणि हां. आणि हे नव्याने सादर करताना कसं आता जेव्हा जेव्हा-जेव्हा मी पासआऊट झालो ना ह्याच्यामधून अ, कॉलेजमधनं, तर दुसऱ्यांच्या कम्पेअरमध्ये, म्हणजे दुसरे जे अ, माझे कलीग होते किंवा स्टुडंट्स लोकं होते माझ्याच बॅचचे. तर ते ट्रॅडिशनल, त्यांचा अ, अ, प्रोफाईल किंवा बायो आपण म्हणतो ना, रेझ्युमे जे बनवतो त्यांचा एकदम ट्रॅडिशनल होता. मेकॅनिकल इंजिनियरिंग, प्लास्टिक मोल्डिंग एक्सपर्ट असं-तसं. नाही का. अ, मग माझं काय यायचं त्यामध्ये, माझं यायचं सी, सी-प्लस-प्लस, जावा आहे का नाही. प्लस मेकॅनिकल इंजिनियरचे मस्ट स्किल, फोरजिंग, प्लास्टिक मोल्डिंग असे पण. मग
हां, हां. हं, हं. हो, हो. अच्छा, अच्छा. हां, हां, हं. अच्छा. म्हणजे तुमचा एकदम हे होता म्हणजे नाही का, व्हास्ट होता खूप क्रायटेरिया वगैरे, त्यांच्या
हां, व्हास्ट होता आणि युनिक वाटते ना बघणाऱ्याला, म्हणजे मी मला स्वतःला नव्याने सादर केलेत वेगळ्या पद्धतीनं. आहे मी मेकॅनिकल इंजिनिअरिंगचाच, पण अ, मला इलेक्ट्रॉनिक्स पण माहीत आहे, सर्किट वगैरे पण माहीत आहे, मला कोडिंग पण माहीत आहे आणि अ, आणि मला हे पण माहीत आहे, अ, मेकॅनिकलचे काय हार्डवेअर असतात, डिझाईन कसं करायचं, मॉडेल कसे बनवायचे. आणि इम्प्लॉयरला जे असतात ना, जे असे जास्त स्किल असलेलेच म्हणजे कुठेही ते डिपार्टमेंटमध्ये हां.
बरोबर, अगदी बरोबर. अरे वाह, वाह, वाह, वाह! खूपच छान. हो, हो. अच्छा-अच्छा. त्यांना रिक्वायरमेंट हो. कंपनी हायर करताना आहे ना, ते मल्टिटास्किंग बघतात. म्हणजे असं नाही पारंपारिक तुम्हाला एकच गोष्ट येते तर एकच. तर नक्कीच ते प्राधान्य देतात. म्हणजे तुम्ही जे स्वतःला
नाही, म्हणजे मी असं म्हणेल त्यामध्ये म्हणजे अ, स्पेसिफिक त्यांना एक्सपर्ट पण पाहिजे असतात आणि काही-काही त्यांना एक असा व्यक्ती पाहिजे होतो अ, असतो काही कंपनींना, की जो कुठेही फिट होईल म्हणजे कोणत्याही रोलमध्ये आणि त्याला नॉलेज पण असेल सगळ्यांचं आणि जो सगळ्या डिपार्टमेंटसोबत कोऑर्डिनेट करू शकेल, नाही का. म्हणजे मेकॅट्री मेकॅनिकल पण, इलेक्ट्रॉनिक्स पण आणि कम्प्युटर पण, आय-टी पण, त्यांच्याशी कोऑर्डिनेट करणं पण कोणी पाहिजे ना एक मध्यस्थी.
हां. बरोबर, बरोबर. हो, हो. अच्छा, अच्छा, अच नक्कीच, नक्कीच, नक्कीच. खूप छान वाटलं. हं, हं, हं, हं. हो, खूप छान वाटलं. म्हणजे तुम्ही तुमच्या स्किल डेव्हलप केल्या अन् स्वतःला नवर नव्याने सादर करायच्या ज्या पद्धती सांगितल्या त्या पण. आणि खूपदा असं होतं ना, की या सर्व गोष्टींमध्ये बघा, कौटुंबिक कुठेतरी हे होतं का ताणतणाव किंवा म्हणजे कुटुंब बोलतं, की एवढं शिकलं आता हे यात केलं, आता काही नव्याने दुसरी सुरुवात करायची गरज आहे? तर अशा वेळेस तुम्ही तो कसा ताण झुगारला, म्हणजे कसं त्याच्यावर अ, प्रभुत्व मिळवलं?
हां, तसं झालेलं आहे माझ्यासोबत. मी जसं सांगितलं हे सर्व केलं, मी जॉब वगैरे अप्लाय केला. मग 6 महिन्यातच माझं अ, असं वाटू लागलं, की मी तेच-तेच, तेच-तेच काम करतोय, मग हे जॉब पण मी सोडला, नाही का? मग यू-पी-एस-सीकडे वगैरे किंवा जेव्हा वळालो, तर जसं तुम्ही म्हणाले ना, की अ, असं का करतोय? घरचे मला नक्कीच तसं म्हणाले, की यूपी एवढं सगळं सेट झालं, जॉब वगैरे चांगला लागलाय मग तू कशाला आता
अरे बापरे! अच्छा, अच्छा. अच्छा म्हणजे तुमचं रिझ्यूम वगैरे एवढं बनलं आणि तुम्हाला जॉब पण लागला तुम्ही ते सोडून परत स्वतःला नवीन सादर करण्यासाठी यू-पी-एस-सीचा पण मार्ग धरला
बनला. हां, यू-पी-एस-सीचा मार्ग धरला आणि अ, कारण कारण हेच होतं जॉब सोडण्याचं, की मनाला मध्ये कुठेतरी शांतता किंवा आपण म्हणतो ना मजा येत नव्हती, अ, सॅटिस्फॅक्शन येत नव्हतं. आपण म्हणतो ना, ते डायलॉग हे बघा सलमान खानचा पिक्चरमध्ये इसमें किक नाही है, नाही का? किकच नव्हती त्याच्यामध्ये म्हणजे काम करायलो
अरे बापरे! खूप छान. मग-मग काय झालं त्या स्टोरीमध्ये? सॅटिस्फॅक्शन. हं, हं. हां <chuckles> अच्छा मग तुम्हाला यू-पी-एस-सीमध्ये किक भेटली का?
हां, मग किक भेटली म्हणणार नाही मी. मी शोधण्याचा प्रयत्न केला. मला वाटलं, की इथे भेटू शकते मला किक नाही का कारण की अ, आय-ए-एस वगैरे आणि घरचे सर्व फॅमिलीमधले चांगल्या जॉबला म्हणजे अ, सरकारीच नोकरीत होते. म्हटलं इथं भेटू शकते आपल्याला किक आणि YouTubeवर वगैरे मी व्हिडिओज वगैरे पण बघायचो ना, खूप मोटिवेशनल. आय-ए-एस ऑफिसर. त्यांचा सन्मान, अ, रिस्पेक्ट आणि प्रेस्टीज जे असतं सोसायटीमध्ये खूप जास्त असतं नाही का. तर अ, त्यामुळे वाटलं हां, ट्राय करायला पाहिजे आपण. मग मी केलं. तेव्हा तर तिथंही मला आता मेकॅनिकलमधून आला आहे. त्यामध्ये पण 11वी-12वी कॉम्प्युटर सायन्स. असं म्हणजे वेगवेगळ्या टप्प्यावर वेगवेगळ्याप्रकारे सादर करण्याचा <chuckles> मला अनुभव आधीच होता, असं म्हणेल. सी-एसमधून मेकॅनिकल, मेकॅनिकल सी-एस आणि पुन्हा आणि पुन्हा आता यू-पी-एस-सी, नाही का. आता एक
अच्छा-अच्छा. हो, हो. अच्छा-अच्छा. बरोबर, बरोबर. हं, हं, हं. अरे वाह, वाह! एक कॉर्पोरेट जॉब आणि त्यानंतर परत म्हणजे एक अ, प्रशासकीय सेवेत जाण्याचा निर्णय. म्हणजे प्रत्येक टप्प्यावर तुम्ही स्वतःला एक सादर करण्यासाठी उद्युक्त केलं असं म्हणायला वावगं ठरणार नाही आपल्याला.
हां, मग अ नक्कीच नाही ठरणार आणि यू-पी-एस-सीमध्ये पण अ, अन अनफॉर्च्युनेटली माझं झालं होतं प्रिलिम्स आणि मेन्समध्ये नाही झालं. अ, अ, मी इंटरव्ह्यूमध्ये अ, मला वाटलं, की अ, होईल आणि त्याची मी अ, हे म्हणजे मेन्स दिल्यानंतर मॉक अ, टेस्ट पण दिल्या होत्या इंटरव्ह्यूच्या नाही का? म्हणजे तिथं मला सादर करण्याची संधी भेटली होती. मला वाटलं होईल मेन्समध्ये, मग इंटरव्ह्यूला जाईल, पण नाही जा होऊ शकलं. पण मॉक अ, इंटरव्ह्यू जेव्हा माझे झाले तर तेव्हा मी तिथंही शिकलो. मला कसं नव्याने सादर करायला पाहिजे दुसऱ्यांपुढे आणि कसं अ
हं, हं, हं. अच्छा, अच्छा. हां, हां, हां, हां. अच्छा. अरे वाह वाह! खूप छान, खूप छान. तर हे तुम्ही नव्याने सादरीकरण करण्याचा जेव्हा प्रयत्न करत होतात तेव्हा नाही का लोकांची अपेक्षा आणि तुमची स्वतःची खरी ओळख यात संघर्ष झाला होता का हो?
हां, झालाच होता नक्कीच आणि लोकांची तर
मग कसं हाताळलं तुम्ही ते?
अ, काय सुरुवातीला वाईट वाटायचं नाही का? म्हणजे आणि घरच्यांची ही वाटायची म्हणजे काय म्हणतात घरच्यांनी एवढे कष्ट केले, नोकरीला लागलं, जॉब पण लागला, सर्व सेट झालं आणि त्यातही आपण काहीतरी अफलातून असा किडा यू-पी-एस-सीचा जो घुसला होता डोक्यामध्ये. तर असं अफलातून आपण करतोय. तर वाटलं होतं सुरुवातीला नक्कीच वाईट. मग अ, असं लक्षात आलं, की हं असं म्हणतात बघा कुछ तो लोग कहेंगे लोगों का काम है कहना नाही का? हा मग मी काय केलं ठीक आहे म्हणू द्या, म्हणू द्या. पण घरच्यांना फक्त समजावून सांगितलं. लोकांचं काय आहे तिकडं काही धिंगाणा करा काही नावं ठेवा त्यांना काही घेणं देणं नाही माझं. फक्त घरच्यांना विश्वासात घेऊन मी सांगितलं, की मला असं-असं वाटतंय नाही का? आणि मला करू द्या नाही का? अ, आणि मला समाधान नाही आहे. क्लिअर-क्लिअर सांगितलं विश्वासात घेऊन आणि मला वाटतं कोणीही घरच्यांना असं समजावून सांगितलं मनात काय वाटते? घरचे पण ॲप्रिशिएट करतात आणि सपोर्ट करतात अशा गोष्टींना. मग हे मला कामी आलं आणि तिथं एक सांगायचं राहिलं जेव्हा माझे मॉक इंटरव्ह्यूज वगैरे होते ना तर तिथं मला नव्यानं आपल्याला स्वतःला कसं सादर करू इंटरव्ह्यूमध्ये. ते पण अ, ट्रेनिंग भेटली म्हणा किंवा शिकायला भेटलं.
आयुष्यभर, हो, हो. हं, हं. <chuckles> काम ही एक आहे ना. अगदी बरोबर, अगदी बरोबर. काही म्हणता, हां. अच्छा, हं, हं, हं, हं. बरोबर. अरे वाह, वाह, खूप छान! हां, हां. अच्छा, त्यांनी मग हे पण दिले असेल तुम्हाला नवीन व्यक्तिमत्व विकासाचे धडे, स्वतःला प्रेझेंट कसं करायचं?
टिप्स वगैरे. हां, हां, नक्कीच दिले आहे. म्हणजे बॉडी लँग्वेज तुमची कशी ठेवायची. आय कॉन्टॅक्ट करताना तुम्ही त बोलताना आय कॉन्टॅक्ट ठेवून बोला. म्हणजे तुम्ही कॉन्फिडंट वाटाल नाही का? हसताना नेमकं
अरे वाह वाह! बरोबर आणि बसायचं कसं? पाठीचा कणा एक ताठ पाहिजे वगैरे.
बसायचं कसं? आणि बसताना ते आपलं ब्लेझर असते बघा त्याचं असं हे ल बटन लावलेलं असते. ते खोलून बसायचं, नाही का? असं डायरेक्ट बसायचं नाही. म्हणजे अशा छोट्या-छोट्या गोष्टी
अच्छा. अच्छा, काय होतं डायरेक्ट बसल्याने वगैरे?
डायरेक्ट बसल्यावर ते ब्लेझर असं अ, फुगल्यासारखं होतं ना, ढेरी आल्यासारखं असं डायरेक्ट बसलं तर खुर्चीवर आणि ते ओपन करून बसलं
अ आणि त्यामध्ये कुठेतरी इम्प्रेशनपण डाउन होत असेल.
हां. म्हणजे अ, अनप्रोफेशनल वाटतं ना ते आणि टाय वगैरे कशी बांधायची?
बरोबर, बरोबर. असं वाटतं की पहिल्यादांच घालून आलंय. <chuckles>
हां. <chuckles> पहिल्यांदाच घालून आलाय हां, नाही. त्यांनाही माहीत असतं, यू-पी-एस-सी वाल्यांना. म्हणजे जे मेन फायनल इंटरव्ह्यू घेतात. आणि हे मॉक इंटरव्ह्यू होता ना, मॉक इंटरव्ह्यूचं कामच हे असतं, की आपल्याला सुरुवातीला काहीच नाही सांगत. ते स्वतःच्या मनाने जायचं. आणि ते ऑब्झर्व्ह करून सांगतात मग आपल्याला. हां, तुझी बॉडी लॅ हा, उणिवा काय आहे. तुझी बॉडी लँग्वेज अशी होती. बघ, म्हणजे ह्याची काळजी घे. अगदी आपला हात कसा होता, पूर्ण कन्व्हर्सेशनमध्ये हाता हातवारे करत होतो की नाही आपण, हे पण सांगतात समजावून. कसं बसलात, म्हणजे टेक्निक असते बसायची. कसं असं साइड लावून बसलात की सरळ बसलात, डायरेक्ट? म्हणजे कोणत्या कसं बसताना पोजिशन म्हणजे अ, तुम्ही कॉन्फिडंट वाटताल. म्हणजे असं काही काही असतात. बघा, असं पायावर पाय ठेवून बसतात, असं अ, कैची कैची असते ना पायाची अशी बनवून बसतात, तसं नाही बसायचं इंटरव्ह्यूला.
म्हणजे ज्याला सवय नाही. अच्छा, अच्छा, ओके. हं, हं. अच्छा. काय उणिवा काय नाही? हां, हां, हां. अच्छा. हो, हो, हो. हो, हो, हो, बरोबर. म्हणजे असं स्टाइलमध्ये हीरो लोकांसारखं?
हां, तसं नाही बसायचं. म्हणजे एकदम नॉर्मल अ, पाय आपण सरळ ठेवायचे असं बस म्हणजे खूप छोट्या-छोट्या गोष्टी आहेत. ते अ, मदत केलं मला नव्याने सादर करण्यासाठी नाही का.
अच्छा. अरे, वाह, वाह, खूप छान. आणि जसं तुम्ही प्रवास सांगितलं म्हणजे कम्प्युटर सायन्स, त्यानंतर मेकॅनिकल इंजिनिअरिंग, त्यानंतर इलेक्ट्रॉनिक, जावा, ट्रिपल सी वगैरे आणि सर्व गोष्टी करत-करत नंतर यू-पी-एस-सीचा जो किडा तुमच्यात शिरला आणि त्यानंतर तुम्ही मुलाखतीपर्यंत मजल मारली. म्हणजे आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर तुम्ही स्वतःला नव्याने सादर करण्याची जी तुमची प म्हणजे नाही का, प्रवास आहे एकंदरीत, तो नक्कीच प्रेरणादायी आहे आणि खूप छान वाटलं. म्हणजे एक माणूस एका नाही का म्हणतात त्या पारंपरिक पद्धतीनं अडकून आधुनिकतेकडे वळला, हे नक्कीच वाखाणण्याजोग्य आहे. खूप-खूप धन्यवाद तुमचे.
बरोबर. हो. हो. धन्यवाद.